हे बघा खूप सारे तर मेन असा प्रॉब्लेम हाच आहे ना स्किल आणि जॉबचा जो मिसमॅच होतो ना त्यामुळेच बोर व्हायला लागते, म्हणजे आपण काय करतो आहे, काय नाही? ते कळतच नाही. आणि कधी-कधी काय होतं स्किल पण
हां. करायला लागतो. हां. आणि तर मगाशी म्हंटलं तर तुम्ही अ, रिपिटिशनमुळं किंवा कामाच्या रिपिटिशनमुळं पण बोर होतो माणसाला. हां
हां, हां. त्यांनीही होतं. त्यांनीही होतं. असं नाही की स्किल आहे आणि अ, काय म्हणतात अ, कन म्हणजे स्किल आहे म्हणजे जॉबवर बोरच होणार नाही असंही नाहीये. जॉबवरच तुम्ही काहीतरी असं क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तेच-तेच काम आपल्याला वाटू नये नाही का? अ, जसं माझं उदाहरण मी द्यायचं झालं, अ, तर मी डिझायनिंगमध्ये होतो टाटामध्ये तर तिथे अ, आम्ही म्हणजे सुरुवातीला काय तेच-तेच पीसीपुढे बसणं डिझाइन करणं, प्रॉडक्टच, इंटर कूलरचं हे ते. मग आम्ही त्यामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह करायला लागलो म्हणजे अ, आमची टीम जी होती त्यांची मीटिंग घ्यायची म्हणजे साद-संवाद करायचा, ब्रेनस्टॉर्मिंग करायची.
हां. हां. प्रयत्न करा. हां. हो. बरोबर. हां. हां. बसणे. हो. करालं. हां. हां, मग त्याच्याबाबतीत तुम्ही कधी अ, म्हणजे एचआरशी किंवा तुमच्या बॉसशी वगैरे कन्सल्ट करायचा का, की "सर मी हे करू वगैरे हां, हां."
हां, हां करायचो. नक्कीच. "सर, माझ्यासोबत असं होतंय ना, तर थोडं सांभाळून घ्या". म्हणजे आपल्याच मनामध्ये एचआरचं कामच ते आहे. म्हणजे ह्युमन मॅनेजमेंट जे म्हणतो ना आपण म्हणजे आप काही इमोशन्स वगैरे येत असतील हं, हं.
हां. हां. हां. म्हणजे त तरी पण हां काम एचआरच आहे तरी पण तुम्ही परिस्थितीशी असं जुळवून घ्यायचा प्रयत्न केलेला दिसतोय त्याच्यामुळे. हां
हां, हां. हे बघा कधी-कधी कसं असतं परिस्थिती आपण बदलू शकत नाही. त्यावेळी काय करावं लागतं स्वतःमध्ये बदल करून आपण घ्यायचा हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे दुसरी बाजू बदलत नसेल तर आपण स्वतः मध्ये बदल करून घ्यायचा परिस्थिती नुसार मग अ, एकदम सोपं जाईल. आणि किंवा आपण असं रडगाणे करत राहिलो ना मग ते न ते आपण म्हणतो ना घा ना घर का ना घाट का त्या तशी गत होतील आपल्या हां. <chuckles> मग हे मी सांगेल की म्हणजे एन्व्हायर्नमेंट चॉईस नसेल ना तेव्हा हे करायचं नाही म्हणजे अडॅप्ट करायचं हं हं.
नाही. घ्यायचं. हो. हो नक्कीच. सोपं जातं. हो. रडत राहिलं की रडतच राहतो. हो. घाटका अशी अवस्था होते. <chuckles> हो, बरोबर. हां. हे करायचा प्रयत्न. हां, प्रयत्न करायचा. अडॅप्ट करायचा प्रयत्न करायचा चेंजेस काय असतील तर.
हं, हं. आणि आपण म्हणतो ना इम्प्रोव्हाईज, अडॅप्ट, ओव ओव्हरकम म्हणजे इम्प्रोव्हाईज करा स्वतःला त्यामध्ये अडॅप्ट करा, अनुकूलन करून आणि स्वतःला त्या अ, जो काही अ, प्रॉब्लेम येतो त्याला ओव्हरकम आपण असं करू शकतो एकदम सोपं हं
हां. हां. स्वतःला बदला. हां. ओव्हरकम कर करू शकतो. तर मग एकंदरीत तुम्ही छानच सांगितलं. जर समजा काम आवडत नसेल तर नक्की काय करायचं? या बाबतीत तुम्ही उदाहरण देऊन खूपच छान सांगितलं. तर अ, मला खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तर
हो, हो, हो. हं. मलाही खूप छान वाटलं.
परत बोलू नवीन विषयावर. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
नक्कीच, नक्कीच. धन्यवाद, धन्यवाद.